तर जेव्हा आपण ट सांगतो, की आता मला ही नोकरी सोडायची आहे, तर त्यानंतर आपल्याला नोटीस पिरियड सर्व्ह करावा लागतो, त्या कंपनीमध्ये. तर मग त्या नोटीस पिरियडमध्ये काय-काय गोष्टीची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि कसं आपण मग
हो.
त्या नोटीपी पिरियडला सर्व्ह केला पाहिजेल. मग त्याच्यातच आपण ते पगाराची प्लॅनिंग किंवा बोनस काही भेटला असेल त्याची प्लॅनिंग त्याला आपल्याकडे घेणं, त्याच्यानंतर ते पीएफ असतं ग्रॅज्युटी असते, तिचं क्लोजिंग आणि तिच्यामधला पैसा त्या अकाउंटमधला पैसा ट्रान्सफर करून घेणे या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या पाहिजे.
हं. बरोबर. अ, खरं तर हे बघा अ, जेव्हा तुम्ही नोकरी बदलायची ठरवताच आणि तुम्ही नोटीस पिरियडवर असता तुमच्याकडे 3 महिने असतात म्हणजे साधारण एखाद्या कंपनीचा नोटीस पिरियड 3 महिने असतो. तर या 3 महिन्यामध्ये
हं. हं.
एचआर कडून तो पूर्ण झाला पाहिजे. तुम्हाला माहित पाहिजे तुमच्या अंतिम
हां. हं.